अगदी बरोबर. आणि कसं बघा जसं तुम्ही म्हटलं ना, की पिकनिकला जाताना वेगळे अ, कॉलेजला जाताना वेगळे, इंटरव्ह्यूला जाताना वेगळे किंवा घरात वेगळे, नक्कीच. म्हणजे काय होतं ना, की हे जे कपडे आहेत ते आपला मूड ठरवतं किंवा आपला मूड बघून आपण कपडे घालत असतो नाही का? खरंच खूप सांगितलंत छान तुम्ही. तर मला सांगा, रंग, कापड आणि त्या कपड्यांचा फिट, म्हणजे लूज आहे फिट आहे. हे 3 घटक तुमचा मूड किती प्रभावी करू शकतात असं वाटतं तुम्हाला?
बरोबर. हो. मला वाटतं खूपच जास्त, म्हणजे बघा ना आपले कपडे आपल्या शारीरिक बांधा जो आहे त्याला फिट असतील. तर आपण खूप जास्त असा आत्मविश्वास जो आपला असतो तो वाढतो आणि आपल्याला वाटतं, की वाह! कपडे खूप छान दिसतं आपल्यावर आणि आपल्याला खूप बरं वाटतं बाहेर जाताना, की आपण जे घातलं आहे ते खूप साजेसं आहे. पण त्याच्याविरुद्ध जर का लूज फिटिंग असेल, तर कधी-कधी आपल्याला असं इन्सिक्युअर असल्यासारखं फील येतं, की अरे! हे तर मला बसत नाहीये, लोकं काय विचार करतील याचा किंवा आपण स्वतःच घाबरलेलो असतो खूप जास्त, की अरे! हे जर
नक्की. हं. बरोबर. <chuckles> नक्कीच. हं. हं. तेवढं तर दिसतं. नक्कीच. कपड्यांमध्ये आपल्याला बुजगावणं तर दिसत नाही आहे ना? असं सारखं मनात येते.
बरोबर. बरोबर बोललात आणि त्याच्यामध्येच आहे ना बाकीच्या गोष्टी पण आहेत. जसं की कधी-कधी आपण कलर कॉम्बिनेशन करताना चुकतो आपल्याला समजत नाही, की आपण हा जो कलर घातला आहे, तो नॉर्मल लोकांसाठी चांगला आहे, की नाही? आणि कधी-कधी आपण विचित्र असं कलर कॉम्बिनेशन करत असतो. आणि बाकीच्यांना किंवा सगळ्यांनाच तो कलर कॉम्बिनेशन भावतो असं नाही. मग कोणीतरी बोलतं आणि मग आपलं मूड पूर्णपणे चेंजच होऊन जातो.
हे अगदी बरोबर. हं. हं, हं. आहे. अगदी बरोबर. <chuckles> नक्कीच. म्हणूनच तर आपण म्हणजे कुठे जाताना आपल्या कपड्यांकडे विशेष लक्ष देतो, नाही का? आता बघा आम्हाला तुम्हाला विचारायला आवडेल, की बघा आपण कामाच्या ठिकाणी जातो तेव्हा वेगळे कपडे, पारंपारिक कार्यक्रमात वेगळे नाही का? तर अ, तुमचं असं कसं म्हणजे ठरतं? की कुठल्या कार्यक्रमात किंवा कुठल्या ठिकाणी काय घालून जायचं आहे बा?
हो. हो, हो.